अ, असं एक सांगू शकत नाही. हा सिनेमा आहे ना पूर्ण इतका एंटरटेनिंगचं पॅकेज आहे ते खरं तर. अ, म्हणजे कुठले, म्हणजे "कितने आदमी थे?" हे पण छान वाटतं. अ, "लोहा गम है गरम है, मार दो हथोडा". हे पण छान वाटतं. "अगर किसीने हिलने की कोशिश की तो भूनके रख दुंगा", हे सुद्धा आवडतं आणि हां, म्हणजे अगदी ते म्हणतो ना "मर जाऊंगा, कूद जाऊंगा, फांद जाऊंगा". असं तो चढून जे आत्महत्या करायचा प्रयत्न करतो. ते, ते पण आवडतं. गाणी आवडतात त्यातली. सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है, सूरमा भोपाली आवडतो, अंग्रेज के जमाने के जेलर आवडतं. असं ते असं काय आहे त्यातलं, काय नाही आवडत, ते सगळं आवडतं. गब्बर सिंग आवडतो, सांबा आवडतो, कालिया आवडतो. असं ते सगळं सगळंच आवडतं. असं काहीच नाही म्हणू शकत.
अगदी बरोबर. हं, नक्कीच. अजून. हं. <chuckles> अरे वाह! हं. गाणी कोणती आवडते? हं. नक्कीच. नक्कीच. अरे वाह! म्हणजे इतक्यांदा बघून या पिक्चरवर पी-एच-डी झाली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का?
<laughs> नाही म्हणजे मी जवळ-जवळ तो आत्तापर्यंत लहानपणापासून तर आत्तापर्यंत जवळ-जवळ 50 वेळा बघितला असेल.
अरे बापरे!
हो. कारण माझ्याकडे मग त्याची सीडीज पण आहे. त्याची डीव्हीडी आहे माझ्याकडे. असं आणि ओरिजिनलच हवं मग. असं मग पायरेटेड काहीच घ्यायचं नाही त्याचं, शोलेचं. तर मग असं सगळं ते आहे <coughs> सामान.
हं, हं. छान. मग त्यामधलं एक गाणं आठवतं का?
कुठलं-कुठलं? सगळे गाणे आठवतात मला, सगळं ये दोस्ती
हां. एखादं गाणं म्हणून दाखवा ना प्लीज.
हां, हां. त्यातला सगळ्यात छान मैत्रीचं गाणं आहे आणि त्याच्यानंतरच म मैत्रीचे गाणे खूप यायला लागले सिनेमामध्ये. तर ते गाणं मला फार आवडतं. ये दोस्ती हम नहीं छो छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ते गाणं मला फार हां.
नक्कीच. हम नही तोडेंगे. हम दम अगर तेरा साथ ना छोडेंगे. अरे वाह! मस्त. <chuckles> नाही खरंच तुमच्या सोबत माझ्याही आठवणी जागा होतायंत. कारण हा पिक्चरच मी पाहा हो, नक्कीच. हा सिनेमाच इतका खास असणार. याच्यात स्वतःतच इतक्या खास गोष्टी असणार की एवढ्या वर्षानंतर सुद्धा लोकं इतक्या आवडीनी बघतात, नाही का?
येस, येस. तुम्ही पण बघितलाय सिनेमा? वाह! वाह! बरं. हो, हो, हो. तो आता त्या प सिनेमाला 50 वर्ष झाली. पण तो सिनेमा असा वाटतो की आत्ताचाच आहे. इतका फ्रेश आणि इतके छान आणि इतकं सगळं आहे त्याचं.
म्हणजे नक्कीच.

नक्कीच. म्हणजे ह्यात काहीतरी म्हणजे असं खासच आहे, म्हणजे आता ते कास्टिंग तर आहेच. बऱ्याच अशा गोष्टी जसं तुम्ही सांगितलं. त्याच्यातले प्रत्येक कॅरेक्टर आणि कुठलाही एक कॅरेक्टरचं नाव घेतलं तर मला वाटतं बाकीच्या कॅरेक्टरवर अन्याय होईल, नाही का?
हो. हो, हो, हो. त्यामुळे ते सगळेच कॅरेक्टर आवडते आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, अगदी तो जो होता ना, आत्महत्या करायला जातो वीरू आणि खाली जर एक जण विचारतो, "ये अंग्रेज लोक जाते कहां है?" तर तो तो माणूससुद्धा लक्षात राहतो आपल्या. मग ते मौसीजी आहे, मौसीजी, मौसीजी आहे. त्यानंतर मग एवढंच काय, बसंतीची धन्नो नावाची घोडी ती सुद्धा आपल्या लक्षात राहते. अजून काय? <chuckles> असं. म्हणजे अ, प्राणी सुद्धा लप प्राण्यांची नावं सुद्धा आपल्या लक्षात आहेत. मग
हं. हां. हो आणि त्या आजीबाई हं. मौसी, मौसीजी, हां. तेच ना. हां, हां. नक्कीच. <laughs> बरोबर.
असं
नक्कीच. आणि बरं मग जसं आता तुम्ही मोठे झालात. मग कॉलेजच्या दिवसात सुद्धा ह्या गोष्टी आवडायच्या का? म्हणजे ह्याच अ, ज्यात सिनेमाचं जे क्रेझ होतं, ते तितकंच कायम होतं का?
हो, हो. मग तेव्हा मी कॉलेजमध्ये असतांना मग तेव्हा अ, राजा हिंदुस्थानी, दिल हे चित्रपट य येऊ घातले होते. तेव्हा ते बरोबर अगदी मी कॉलेजला असतांनाच मग ते रोमॅन्टिक चित्रपटांची लाट आलेली होती. ती एक आशिकी अ, त्यानंतर दिल है की मानता नही असे चित्रपट खूप अ, जे मेलडी सॉंगवाले होते. ॲक्शन सिनेमे नव्हते तेव्हा.
हं, हं. हं, हं. हं. आणि बरोबर. आणि या दशकातल्या सिनेमांची जी गाणी होती ती खरंच खूपच छान म्हणता येईल. ती अजूनही आपल्याला आठवते आणि आवडते नाही
त्या काळी. हो, हो. येस, येस. अ, मेलोडियस होती सगळीच गाणी, सगळीच्या सगळी. ती आजही अ, सगळ्यांना आवडते. म्हणजे या पिढीला सुद्धा ती गाणी आवडतात इतकं ते.
नक्कीच. "नदीम श्रवण" किंवा मग हं. अगदी बरोबर. या मग, या जसं आपण आत्ता ज्या गो सिनेमांबद्दल बोलत आहोत, त्यामधलं कुठलं गाणं एखादं जास्त आवडतं?